आता बघा ना, सोशल मीडियाचा रोजच्या जीवनात एवढा वापर सुरू आहे की याच्यामधलं खरं यश कोणाचं आणि खोटं किती किंवा सोशल मीडियावर आपण जे बघतो आहे, ते खरं किती आहे आणि त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा, याचा काही तालमेल असा राहिला नाही आहे. तर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत अनुभवातून काय सांगाल की सोशल मीडियावरती आपण जे यश बघतो, ते आणि खऱ्या आयुष्यातलं यश वेगळं असतं का?
हो. अगदी, म्हणजे खऱ्या आयुष्यातलं यशच खरं असतं. सोशल मीडिया ही आभासी दुनिये दुनिया आहे आणि ते जगच पूर्णपणे वेगळं आहे आणि डिजिटल जग आहे ते. त्यातून अर्थात आता पैसा येतो, पण आपल्याला किती लाईक्स मिळतात किंवा आपले किती फॉलोवर्स झाले आहेत, यावरून खरं आयुष्यात तुम्ही यशस्वी झाला का, किंवा पैसा येतो आहे का, किंवा प्रसिद्धी मिळते आहे का, हे जरी ठरवू शकत असलो, तरी यशस्वी आहो आहोत का, हे नाही ठरवू शकत आपण, सोशल मीडियावर जे काही दिसतं त्या यशावरून.
हो ना. हं. हो. हं. बरोबर बोललात. म्हणजे तुमचा असा दृष्टिकोन आहे, की आयुष्यातलं खरं यश हे आजूबाजूची लोकं, तिथून येणारा आपला मान-सन्मान आणि आपण कसे जगतोय याच्यावरती आहे बरोबर की नाही.
अगदी.
अ, मग मला तुम्ही एखादं असं ठोस असं उदाहरण द्याल का? की तुम्ही प्रत्यक्षात माणूस यशस्वी बघितला आणि त्याचाच अपोझिट कोणतरी सोशल मीडियावरती बघितला आणि तुम्ही कम्पॅरिझन केलं मध्येच आणि तुम्हाला समजलं की "अरे, हे खरं यश आहे जे आपल्या अ, प्रत्यक्ष जगात सुरू आहे, रादर दॅन आपण जे सोशल मीडियावर बघतोय म्हणून."
हं. हो अगदी अ, छान विचारलंत तुम्ही, म्हणजे उदाहरण तर भरपूर आहेत तसं बघितलं तर आणि आजकाल काय झालंय ना, यशाचं एक व्याख्या म्हणा किंवा मापदंड इतकं चुकीचं धरलं जातं लोकांकडून, की मला 3000 लाइक आले, तर मी यशस्वी, तर मी जिंकलो जग. असं काहीतरी वाटतं लोकांना खासकरून तरुणांना. तर ठोस उदाहरण एक आहे वूड फार्मर नावाचा एक मुलगा आहे. जो बराच प्रसिद्ध आहे बरं का म्हणजे तसा आपल्या अ, भारतात प्रसिद्ध आहे की काही पदार्थांमधल्या साखरेचं प्रमाण त्यांनी कमी करून घेतलं त्याच्या रील्सद्वारे. तर त्याला मी खरं यशस्वी याकरिता म्हणेन कारण जरी त्याचे मिलियन्समध्ये फॉलोवर किंवा सब्सक्राइबर नसले Instagram किंवा YouTubeवर तरी तो खऱ्या लोकांपर्यंत पोहोचतोय आणि खरा बदल घडवून आणतोय आणि लोकांच्या स्वास्थ्यात कितीतरी चांगली मदत करतोय. म्हणजे हे पुण्याचं काम आहे आणि त्याहून मोठं काय यश असू शकतं, नाही का? तर खूप छान उदाहरण आहे त्याचं हे आणि त्याच उलट तुम्ही जे म्हणालात की जे अगदी दिसतात लाखो-करोडो मिलियन्स फॉलोअर्स असलेले म्हणजे अगदी फॉलोअर्स विकतही घेता येतात, काही हजार रुपये देऊन. <chuckles> दोन हजार रुपये
हां. हं, बरोबर. अच्छा. हं. अच्छा. हं. बरोबर. हो. हो ना, बरोबर बोलात तुम्ही. हं, बरोबर बोललात. <chuckles> सोशल मीडिया सोशल मीडिया फार्मिंग बोलतात ना, त्याला.
अगदी. म्हणजे दोन हजार रुपयात यात मी 2 मिलियन फॉलोअर्स विकत घेऊ शकतो एखाद्या साध्या वेबसाईटमधून. पण त्याला यश नाही म्हणत नाही का कारण प्रत्यक्ष जीवनात, म्हणजे अशी आहेत लोकं त्यांची नावं नाही घेणार मी, कारण त्यांचं त्यांचं काम करत आहेत ते ठीक आहे कमवत आहेत जे काही त्या आकड्यावरून. पण 30 मिलियन वगैरे फॉलोवर आहेत आणि त्यांना कोणीच ओळखत नाही खरं बघायला गेलं तर. म्हणजे मी माझ्या आईला विचारलं की, अ, "आई, माधुरी दीक्षितला तू ओळखतेस का?" तर ती म्हणाली, "हो." तर मी म्हणालो, "अच्छा, तिचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत." मग मी अजून एका दुसऱ्याचं नाव घेतलं ज्याचे 40 मिलियन फॉलोअर्स आहेत. मी म्हणलं की "आई, तू ह्याला ओळखती का या व्यक्तीला?" "हा कोण?" म्हणली ती. तर त्यावरूनच कळतं ना, की ती रिच खोटी आहे ते सगळं खोटं आहे आणि तो मा व्यक्ती यशस्वी नाहीये खरं म्हणजे.
हां. हं. हं. हं. हां. हं, हं. हो. ओके अ, तुम्ही जर उदाहरण दिलात ते खूप छान होतं, की इन्स्पिरेशनल म्हणजे तुम्ही ते फूडबद्दलचं एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, तर मला पण वाटतं की भारी आहे म्हणून त्यांचं काम. पण मला एक विचारायचं आहे आणि जे तुम्ही बाकी दुसरं उदाहरण दिलं ते ही छान होतं. पण आहे ना हे आपण अ, म्हणजे साध्या पातळीवर बोललो किंवा ग्राउंड लेवलवर बोललो, हो की नाही? की आपण सोशल मीडियावरती इन्स्पिरेशनसाठी जातो. आणि खरं आणि खोटं हे आपण प्रभाव किती आहे लोकांचा आपल्यावरती त्यावरून समजतो, हो की नाही? पण याच्यामध्ये अजून पण लोकं असतात जी पैसे उडवतो आपण किती ते दाखवतात किंवा आपला जो असा असतो ना, अ, इगो असतो, मान-सन्मान असतो तो मोठ्यानं मिरवत असतात. मग काही लोकं उगाचच शो ऑफ करत असतात, की हे आहे, ते आहे. पण प्रत्यक्षात गोष्टी कमी असतात. मग त्यांना कसं ओळखायचं. कारण कधी-कधी आपण फसून जातो, की अरे हा! ह्याच्याकडे हे सगळं असेल. आणि मग आपण स्वतःला कंपेअर करायला लागतो त्यांच्यासोबत.
हो. खरंच. हां. हो. हं. हां. हो. हं. ते खोटं नाही सांगणार पण अ, नोटांची हवा मी पण घेतली आहे एका रीलमध्ये म्हणजे काही अशा 500च्या 50,000चं एक बंडल होतं माझ्याकडे <laughs> 500च्या. तर मीही त्याचा एक पंखा बनवून हवा घेतली आहे. कुठलीतरी श्रीदेवीच्या गाण्यावरती रील बनवली होती मी. तर ती गंमत म्हणून बनवली होती. पण तरी अ, प्रत्यक्षात जर बघायला गेलं ना तर अ, ती तरुण पिढी आहे त्यांना भुलवणारे भरपूर आहेत. आणि अ, तुम्ही जसं म्हणालात पैसे उडवतात किंवा मी किती श्रीमंत आहे. गळ्यात सोन्याचे लॉकेट वगैरे घालतात. अगदी ब्रेसलेट असतं. आणि असे-असे फिरतात जसं काय तेच या जगाचे मालक आहेत. पण प्रत्यक्ष आयुष्यात बघितलं ना तर अ, यश याचा अर्थ हाच ना, की मी आनंदी आहे का? आणि रात्री झोप येते का? आणि जर तुम्ही इतरांना टोचून बोलता किंवा इतरांना चुकीचं शिकवता, चुकीचे संदेश पोहचवता तर जरी त्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की तुम्ही यशस्वी आहात, तरी ती रात्रीची झोप नाही लागली ना, तर तुम्ही या जगातली सर्वात मोठे अयशस्वी अ, व्यक्ती आहात, असं मी म्हणेन अशा लोकांबद्दल. पण मुळात दिखावा जे करतात ते खरं यशस्वी नसतात ना. जे दिख ज्यांना दिखावा करावा लागतो, तो करावा लागतोय कारण ते यशस्वी नाहीयेत, अजून पोहोचले नाहीयेत तिथं. खरे श्रीमंत लोकं कधीच शो ऑफ करत नाहीत.
मग का हं. <laughs> अच्छा. हं. हां. बरोबर. हो ना. हं. हो. हं. बरोबर बोललात, "वेल्थ इस क्वाइट." <chuckles> "रिचनेस इस लाउड," बरोबर बोललात. म्हणजे या 2 गोष्टींमधला फरक समजला पाहिजे लोकांना अगदी खूप छान सांगितलं तुम्ही. मला याच्यात अजून एक गोष्ट विचारायची आहे, की ज्यांना मोठमोठे फॉलोवर्स असतात, लाईक असतात. त्यांची त्या गोष्टी सुरू आहे ना, आताचे फॉलोवर्स बघितले आपण की त्यांची एक स्थिर नोकरी असते. त्यांची मानसिक स्थिती शांत असते आणि त्याच्यातून वेळ काढून लोकं अशा गोष्टी करतात. पण त्याचा इन्फ्लुअन्स आता कसं असतं, त्यांना त्यांची डिजिटल फ्रूट प्रिंटिंग पण सांभाळायची असते. सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती अपलोड नसत करायच्या आणि यांचा इन्फ्लुएन्सर इन्फ्लुअन्स घेऊन काही लोकं आहेत ना, त्यांना वाटतं की "अरे, हे खरं आहे." या लोकांचं फक्त एवढंच आयुष्य आहे आणि मग त्याच्यासारखं करायला बघतात. मग त्या माणसांना तुम्ही काय सांगाल? कारण तिथे काही लोकांचं असं असतं की आर्थिक स्थिती चांगली नसूनही एखाद्याच्या इन्फ्लुअन्स खाली ती गोष्ट करायला गेलो आपण की त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत?
<chuckles> अगदी. अगदी बरोबर. हो. हं. बरोबर. हं. हो.
आणि ते समजावणारं कोणी नसेल ना, का म्हणजे वेळ इतका फुकट जातो आपला की आपल्याला समजत पण नसतं.
खरंच. अगदी खरं आहे, म्हणजे एखाद्याचं बघून मुळात अनुकरण करण्याचा प्रयत्न करणं आणि ही हा एक मानवी स्वभावच आहे आपला, खरं म्हणजे बघायला गेलं तर. जरी आता आपण एखाद्या बॉलिवूडच्या सिताऱ्याकडे पाहतो आणि आपल्याला आवडतं, की शाहरुख खान किती छान गाण्यांमध्ये रोमॅन्टिक गाणी म्हणतो किंवा कब हां कबीर सिंगवाला काय नाव त्याचं शाहिद कपूर, तो किती छान डान्स करतो किंवा रणबीर कपूर किती छान एक्टिंग करतो. तर आपल्याला ही वाटतं, म्हणजे मला कधी-कधी असं वाटू शकतं. एक 20 वर्षाचा मुलगा म्हणून जर मी उदाहरण दिलं तर की मलाही त्यांच्यासारखं बनायचं आहे. मलाही तशीच सिगारेट ओढायची आहे, मलाही तसंच फिरायचं आहे, मलाही तसंच अ, कारच्या वर बसून, टपावर बसून गाणी म्हणायची आहे. तर ही भावना तर येतेच नक्कीच. पण हे समजणं ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नसतं. तर त्यामुळे लोकं हे विसरतात की आयुष्यातलं खरं यश जे असतं, महत्वाचं असतं. म्हणजे त्या खऱ्या यशाची एक सावली किंवा प्रतिमा, म्हणजे सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरचे आकडे खऱ्या आयुष्यात तुमच्या पैसा किंवा प्रसिद्धी आणतीलच असं नाही. म्हणजे सोशल मीडिया हे एक लक्षण आहे ते एक धोरण नाही आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे अशा लोकांना.
हं, हो ना. हं. हो. हं, हं. हो. हं. बरोबर. आता आपण मार्गदर्शनाचं बोलतोय म्हणून मला एक विचारावसं विचारायला आवडेल की मग अशा लोकांनी त्यांचं यश कसं मोजावं? स्वतःची तुलना कशी कमी करावी? आणि सोशल मीडियाचा जेवढा फायदेशीर उपाय करता येईल, तो करण्यासाठी तुम्ही काही प्रॅक्टिकल टिप्स किंवा ट्रिक्स द्याल का?
हो. हो, नक्कीच. म्हणजे एकतर यशाची व्याख्याच जरा बरोबर आणि स्पष्ट केली पाहिजे स्वतःच्या मनात. आणि मी, माझ्या अ, जे काही माझी समज आहे, त्यावरून अ, सांगायला मला आवडेल की एकतर यश म्हणजे पुरेसा पैसा अर्थातच. म्हणजे असं नाही की माझ्याकडे 100,00,00,000 पाहिजेत. कारण अक्षय खन्नाकडे किंवा अक्षय कुमारकडे 100,00,00,000 आहेत. तसं नाही. मला जेवढे लागतात, आमच्या घराला जेवढे लागतात, आमचं घर चालू शकतं का? एक बेसिक तरी माहिती असलं पाहिजे. पुरेसा पैसा आणि सर्वात महत्वाचं दुसरं म्हणजे कुठली जीव लावणारी लोकं. ही महत्वाची आहे. म्हणजे आई-वडील किंवा त्यातलं कोणी नसेल तर जीव लावणारे 1-2 मित्र किंवा कोणी ना कोणीतरी आपल्यावर जे अ, कुठेतरी प्रेम करतील अशी लोकं असली तर आपण खरे यशस्वी आहोत. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे तुलनेबद्दल पण म्हणला म्हणालात, तर माझी कौशल्य जर मला दाखवता आली आणि त्यातून मला काम मिळवता आलं. आणि ह्याची कितीतरी उदाहरणं आहेत नाही का? म्हणजे छोटेशे पेंटर असतात. कितीतरी लग्नांमध्ये आपण बघतो ते असे कॉमेडी स्केच काढतात नवरा बायकोंचे आणि म्हणजे नवरा बायकोच्या कडेवर बसलाय वगैरे असे हास्यास्पद काही अ, चित्र काढतात ते आणि हसवतात. आणि पैसाही कमवतात त्यातनं. तर माझं कौशल्य दाखवून मी दुसऱ्यांशी तुलना न करता मी ज्यात चांगलं काम करू शकतो, ते मी सोशल मीडियावर दाखवायला लागलो ना. तर सोशल मीडिया पण इतकं चांगलं आहे आणि सपोर्टिव्ह आहे की तुम्हाला ती दिशा दाखवून तुमच्यासाठी पैसा आणि यश आणि नाव नक्कीच घेऊन येईल.
हं. बरोबर. हो. हं. हो ना. हं. आता आपण एवढ्या बदलाची गोष्ट करतोय म्हणून मला अजून 1 गोष्ट विचारायला आवडेल. तुम्ही जे 3 मुद्दे सांगितले ते मला बरोबर पटले. कारण फॅमिली आणि अ, इन्स्पिरेशन देणं दुसऱ्यांना आणि नॉलेज शेअर करणं या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. या बदलाची सुरुवात करायची कुठून. कारण खूप लोकं असतात ज्यांना मग सोशल मीडियावरती गोष्टी टाकायच्या असतात, त्यांना मग खरं-खोटं याच्यातला फरक समजून घ्यायचा असतो आणि माणूस जेवढा ऑथेंटिक होतो सोशल मीडियावरती, तेवढं चांगलं हो की नाही? मग या बदलाची सुरुवात माणसाने कुठून करावी?
हो. हो. हो. अगदी. प्रत्यक्ष आयुष्यातून मी म्हणेन आणि स बुद्धिमत्तेमधून म्हणजे सोशल मीडियावर अगदी बाहेर गेल्या-गेल्या लगेच रील बनवण्यापेक्षा सोशल मीडियासाठी जगण्यापेक्षा जर मी प्रत्यक्षात आधी एक काम करू शकलो. माझंच उदाहरण म्हणजे मला डान्स करायला आवडतं. तर तो डान्स लाइकसाठी मी नाही करत कदाचित तेवढे लाईक्स येत पण नाहीत जेवढे मला हवे आहेत. पण आधी ते माझं कौशल्य आहे आणि मी लहानपणापासून करत आलोय ते. तर मी जर त्याच्यात अजून फिनेस आणला अजून मी तो परफेक्ट केला अजून मी व्यवस्थित करू शकलो. त्यात माझी कला अजून सुधारू शकलो. म्हणजे एखादी मला स्टेप येत नसेल कधीच, कारण अवघड आहे ती स्टेप तर ती मी जर शिकून त्याचा सराव करून ती कशी येईल हे बघू शकलो. तर मग ते केल्यानंतर ते माझ्या अंगात आल्यानंतर मग मी ते बाहेरच्या जगाच्या समोर टाकलं पाहिजे. म्हणजे सुरुवात स्वतःपासून आणि अगदी घरातून केली पाहिजे आधी मला असं वाटतं प्रत्यक्ष आयुष्यातून.
अच्छा. हंम्म. हं, हां. हं. बरोबर बोललात तुम्ही, म्हणजे असं बोलायला हरकत नाही, की कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून होत असते. पण मला 1 छोटा क्वेशन विचारायचा आहे. की आहे ना शेवटचा असं बोलायला हरकत नाही की सोशल मीडियावरतून आहे ना पण खूप सारे ग्रँड मोठे-मोठे लोकं अ, यशस्वी झालेले पण बघितलेले आहेत आणि त्यांचं यश खरं पण आहे हे आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात पण माहिती आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
अगदी. हां. हो. हो. त्यांनी खऱ्या जीवनात अ, मेहनत केली आहे ना म्हणून ते यश दिसतं आहे. जसं मी म्हणालो, की सोशल मीडिया हे एक लक्षण आहे. ती वाट नाही आहे म्हणजे आपण सोशल मीडिया वापरून प्रसिद्ध नाही होऊ शकत. प्रत्यक्ष आयुष्यात जे मेहनत करतात ना आधी ते पुढे जाऊन सोशल मीडियावरती त्याची ती प्रतिमा त्यांची सावली दिसते आणि त्यांची खरी प्रसिद्धी त्या सोशल मीडियावरती दिसू शकते. म्हणजे सोशल मीडिया हा एक तुमचा बायोडेटा असल्यासारखा आहे आणि तसाच वापरावा.
हो ना. हं, हं. वाह! खूप छान बोललात तुम्ही, की सोशल मीडिया आपला बायोडेटा आहे. कारण आताच्या जगात डिजिटल फुटप्रिंटिंग ही खूप जास्त महत्त्वाची असते हो, की नाही आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात, की प्रत्यक्ष आयुष्यात आपण किती यशस्वी आहोत त्याला जास्त महत्त्व असतं रादर दॅन आपण सोशल मीडियावरती किती गोष्टी शेअर करत आहे आणि आपल्या घरच्यांचा मान-सम्मान किंवा आपण जे नॉलेज शेअर करत आहे किती मोठा प्रभाव टाकत आहे आपल्या बाकीच्या आजूबाजूच्या लोकांवरती सोशल मीडियाद्वारे का होई ना त्याला जास्त महत्त्वाचं असतं. अ, खूप छान सांगितलं तुम्ही आणि खूप छान संवाद झाला असं वाटतं मला आणि तुमच्या सोबत पुन्हा बोलायला मला नक्की आवडेल. तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
हो. अगदी. हो. धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.